तर अ, तो म्हणतो अ, ब, अ, "उद्या सकाळीच तुम्हाला मी सिद्ध करून दाखवतो." आणि तो अकबरचा नातू असतो, 2-2.5 वर्षाचा. त्याला घेऊन येतो. आणि अ, सगळा दरबार भरलेला असताना त्याच्यामध्ये त्या नातवाला अ, कडेवर ठेवतो. <chuckles> तर तो बादशहाच्या कडेवर चढतो आणि त्याच्या मिशा जोरजोरात ओढायला लागतो. <chuckles> मग बिरबल काहीही बोलत नाही. फक्त अकबराकडे बघतो. तर हा हातच जोडतो. म्हणतो खरं आहे. आपल्या नातवाला काय करणार ना? <chuckles> तू ना एक तर लाडका असतो आणि हां तर एक
हां, हां, हां. हो, हो. हां. हां, हां. हां. गाडीवर ठेवून देतो हां. हां, हां, हां, हां, हां. बरोबर, बरोबर. <chuckles> हां, हां. हां, हां, हां. हो. कळणार. हो, हो. हं. बरोबर. म्हणजे मी ही, मी कथा ऐकली होती. पण याचं टायटल तेव्हा कदाचित म्हणजे मी जे मासिकात वाचली होती तेव्हा असं होतं राजहट्ट मोठा की बालहट्ट मोठा अशा प्रकारचं टायटल होतं तेव्हा त्याला हो, हो, हो.
<chuckles> हां. अ, या जुन्या ज्या न गोष्टी आहेत ना तर त्याच्यातनं दर वेळेला आपल्याला वेगवेगळा अर्थ निघतो आणि हां आणि आपण थोडं-थोडं वेगळं काहीतरी ऐकलेलं असतं हां. मुळात तसं झालंय का माहित नाही पण त्याच्यातनं अ, हां त्याच्यात एक वेगळा अ अर्थ. तसंच मी बघितलं की अ, माझ्या लहानपणी रेडिओवरची एक जाहिरात असायची.
अर्थ निघतात. बरोबर, बरोबर. ऐकलेलं असतं. करेक्ट, करेक्ट. हं. हो, हो, हो. हां. हं. हां. बरं. अ, कुठली?
उठा-उठा सकाळ झाली. मोती साबणाच्या अंघोळीची वेळ झाली. <chuckles>
अच्छा. हां. वेळ झाली. हो, हो, हो. ती आता टीव्हीवरती पण होती. बरोबर, बरोबर. म्हणजे करेक्ट, करेक्ट, करेक्ट.
हां आणि आता त्याचं पिक्चरायझेशन छान केलंय त्यांनी की असा अंधार आहे, पहाटेची वेळ आहे.
छान केलंय. हां, हां. बरोबर, बरोबर.
आणि तो मुलगा जातो आणि प्रत्येकाचं असं दार वाजवतो असं अ, मध्यमवर्गीय किंवा असं थोडसं अ, हां. चाळ.
अगदी. हां, हां. हां, हां. चाळ, चाळच होती ती म्हणजे. चाळीचा चाळ सदृश्य ते घरं होती. बरोबर, बरोबर.
हां.

हं. अर्ध्याहून जास्त पंजाबी पदार्थ असतात तिथे. आपल्या कुठल्या पण कॅटरिंगकडे बरोबर. चना मसाला असतो, पनीरची भाजी असते किंवा मग ते अ, रोटी असते. नाही का? असेच पदार्थ असतात सर्वसाधारण, हो.
आणि हां. मग? हो आणि अ, अ, बंगाली मिठाया असतात. म्हणजे अंगूर मलई असेल किंवा काय झालंय, जिलबी वगैरे म्हणजे आता अगदी अ, <chuckles> लो स्टँडर्ड असं. <chuckles> हं.
हो, हो. बंगाली मिठाया. ओके, ओके. हं, हं. हं, ते असं हो. नाही मला तर असं आठवतं ना, मी माझ्या लहानपणी असताना वांग्या-बटाट्याची भाजी, अ, भात, वरण आणि लापशी नावाचा एक पदार्थ असायचा. लापशी.
हो. बरोबर, बरोबर.
तो लग्नात खूप होता. आ, मी घाटावरचा. त्यामुळे तिकडे ते पदार्थ फार असायचे. वांग्या-बटाट्याची भाजी, वरण, अ, भात, अ, पुरी असली तर फारच मोठं लग्न ते. अ, प हां, आणि लापशी असायची. असं ते अ, छोटसं असायचं पण ते भरपेट खायचे. पण आता द फारच परिस्थिती बदलली आहे. पण पुन्हा ते रिमेक्स होऊन येतील की नाही जरा शंका आहे मला. अ, म्हणजे शिरा असतो पण तो मुगाचा असतो. नाही का?
<laughs> बरोबर. हां. हो. मूग हलवा, शिरा म्हणण्यापेक्षा आणि तोही तुपामध्ये बनवलेला.
मूग हलवा, हां, हां. मूग हलवा. साजूक साजूक तुपात बनवलेला तो. बरोबर, बरोबर. हां.
हां.
असं असतं ते सगळं. छान म्हणजे
तसंच ना अ, पूर्वी लग्नामध्ये आदल्या दिवशी म्हणजे लग्नाला पाच-सातशे माणसं असायची. पण आदल्या दिवशी अ, एक अ, सुधारस नावाचा पदार्थ आमच्याकडे असायचा. माझ्या कुटुंबात तर नेहमी असायचा. म्हणजे अ, काय असतं बरं ते? साखरेचा पाक.
हं. हां. हां, हां, हां. ओके. साखरेचा पाक. बरं.
त्या त्याच्यामध्ये वेलदोडा, आणि चिरलेली केळी घातलेली असायची, पिकलेली हां, पण.
अच्छा.

आम्ही किंवा लखलख चंदेरी तेजाची सारी दुनिया. <chuckles> म्हणजे फुलभाज्या लावायच्या आणि अशी गोल-गोल, गोल-गोल ओवळल्यासारखं करायचं आणि अ, ही दिवाळीची पहिली आठवण चार पाच वर्षाचा असताना मोठी भावंड अ, एटॉम बॉम्ब वगैरे लावायची. पण तो कानठळ्या बसणारा आवाज काही मला नको वाटायचा. हे गाणं छान वाटायचं. असं शांत, सोज्वळ <chuckles> आणि तुम्हाला सांगतो 2 वर्षांपूर्वी, एक अ, अ, रील असतात ना ती वेगवेगळी, तशी मराठी एका चॅनेलवरती एक रीळ आलं आणि त्याच्यामध्ये परत तेच होतं रिमिक्स होता.
सारी दुनिया वाह, वाह, वाह, वाह! हां, हां. ओके, ओके हं, हं, हं. हं. बरोबर, बरोबर हं. अच्छा. अच्छा. हां, हां, हां. हां. हां, हां, हां. हो, हो, हो. बरं. अच्छा. अ, कुठलं याचं? अच्छा.
ह्याच गाण्याचा. अ, हां. लखलखचं हां. दिनदिन दिवाळीचं. बरं. <chuckles> आणि त्यांनी नाव काय दिलं होतं त्याला की दिनदिन दिवाळी अ, चं अ, अँथम. <chuckles> म्हणजे <chuckles> हां आणि सु सुरुवात एक असा मोठा वाडा त्या वाड्यामध्ये अ, पोरकर अ, परकर पोलक असतं ते घातलेली लहान मुलगी. <chuckles> हल्ली तर काय आपल्याला उच्चार करायची वेळ येत नाही. <chuckles> अ, अर्थात ते असतं अजूनही. खण्याचं परकर पोलक घातलेल्या छोट्या मुली आणि अ, ट्रेडिशनल घातले अ, कपडे जे घातलेले असतात आपले झब्बा आणि अ, अशा प्रकारच्या लोकांनी त्या वाड्यात सुरू केलेली दिवाळी आणि नंतर मग एकदम हं, हल्ली बॉलिवूडमध्ये असतात तशा प्रकारे सगळी फॅमिली आजीपासणं लहान मुलापर्यंत सगळे नाचायला लागतात आणि बॅकग्राऊंडला मोठं म्युझिक अ, म्हणजे मला ह्याच्यात हां. <chuckles> मला यातनं काय मेसेज मिळाला की दिवाळीचा आनंद हा सेम आहे. असाच आहे. पुढे नव्या पिढीबरोबर जरा नाचत, नाचत करा. <chuckles>
दिनदिन दिवाळी. बरं, बरं. वाह, वाह, वाह! हं. अँथम, वाह! <laughs> अरे. गुड, गुड. <clears throat> हं. हं. परकर पोलकं हो, हो. लहान मुलगी हां, हां, हां. हो, हो, हो, हो. अजूनही असतं. हां, हां, हां, हां. हो, हो, हो. हां, हां, हां, हां. बरोबर, बरोबर. हं, हं. बरं. बरं. हो का? अरे <laughs> छान, छान, छान हं. हां, हां. हं. सेम आहे हो, हो, हो. नाचत, नाचत करायला पाहिजे. हो, हो, हो. आधी आपण लहान असताना आपले आजी-आजोबा यांच्याशी आपला आदर खूप असायचा आणि त्यांच्या त्यांच्यासमोर नाचणं वगैरे अगदीच खास करून आजोबांसमोर तर खूपच असं आपण एक अ, आदरयुक्त भीती, आदरयुक्त धाक होता आपल्याला त्या गोष्टीचा. पण आता तसं नाही. अगदी अ, नातवंड वगैरे आजोबांच्या अगदी, "काय रे आजोबा" असं करून बोलायला सुरुवात करतात. <laughs> असं आहे. बरोबर, बरोबर.
हो. खरं आहे अगदी हो. <laughs> अ, मला एक गोष्ट आठवली याच्यावरनं अ, म्हणजे अ, खरी-खोटी माहीत नाही पण अ, बिरबल आणि अकबराची गोष्ट होती. तर अ, अ, एकदा अकबर म्हणतो, "या आपल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त अ, शक्तिमान कोण आहे? कोणाच्या हातात सगळ्यात जास्त शक्ती आहे?" तर बिरबल गालातल्या गालात हसतो. अ, तर तो म्हणतो
हां, हां, हां. हां, हां. बरं. हां, हां. हां, हां, हां. आठवलं, आठवलं. <chuckles> बरोबर, बरोबर. हं. अ